अ, हो म्हणजे अ, आता अंघोळ झाल्यानंतर अ, आधी आमच्याकडे साधं देव्हारा होता. आपला लाकडी देव्हारा असतो ना, आता ही लाकडीच आहे पण तो थोडासा साईजनी आता थोडासा असा जरा फॅन्सीसारखा झाला म्हणूयात. अ, तर त्यामध्ये मग आता दिवाला अ, आधी फक्त साधा आपल्या अ, जो तिळाच्या तेलाचा दिवा लावतो आपण तो असायचा. आणि आता तो तर आहेच तिळाचा अ, तेलाचा दिवा तर आहेच. पण आता एक छोटीशी त्यामध्ये लाइटिंग वगैरेची काहीतरी आहे सोय. छान असे दे अ, देव्हारा उजळून दिसतो आणि थोडासा असा तो मोठा झाला आहे. आणि त्यातलं देवांचे कपडे वगैरे आता ते थोडेसे जरा छान वगैरे असं म्हणूयात आपण. अ, आणि मग हां, हां. आधी, आधी जे असायचं, अगदी साध्या पद्धतीने होतं ना, आपण आधी राहायचो. तर खूप अ, अ, एक लाल का कापड असं खाली त्यांचं आसन म्हणून आपण ठेवलेलं असायचं.
हां, हां. अच्छा. हां, हां. हं, हं, हं. हां, हां. अच्छा म्हणजे? अच्छा. हां, हां. हां, हां, हां.
आता, आता तसं नाहीये. आता ते लाल आसन तर आहेच पण मग प्रत्येक जे आपले देव्हारात आमचे ते कुलदेवत आहेत, दैवत आहे, देवी आहे, गणपती आहे आणि स्वा स्वामी आहेत असे ते जे आहेत असे चार पाच आणि अ, माझ्या आईकडून आलेली अ, त्यांची एक कुलदेवी आहे. तिचा पण फोटो आहे. अ हां, तर असा तो सर्व आहे आणि त्यांना वेगवेगळी आसनं आहेत. आणि अ, बाळकृष्ण आहे. तर त्याला मग आता मखमली कपडे वगैरे आहेत. आधी तो तसाच असायचा तो. असं अ, ते छोटे-छोटे बदल झाले आहेत त्यामध्ये हां. छोटे-छोटे बदल आहेत, ते हां तर अ, म्हणजे आधी साधे होते आणि आता त तो थोडेसे काय त्याला म्हणूयात अ, बदल झालेत असे छोटे-छोटे बदल झाले आहेत, हां.
हां, हां. हं, हं. अच्छा. हां, हां. हां. हां, हां. बदल केलेले आहेत तुम्ही. हां, हां का आलं लक्षात. हां, हां. हं, हं. बदल झालेले आहेत. हां, हां. नक्कीच. मग अ, जसं तुम्ही हे मायक्रो रिच्युअल्स असे अ, रोज करतात, तर मग याच्यामध्ये असं कधी काही बदललंय का? किंवा काही फरक पडलेला आहे का? जसं आता बघा, नोकरी आहे, घर आहे किंवा काही ना काही घटना परिस्थिती अशा होत असतात तर त्यामध्ये असं काही झालंय का?
हं, हं. हां. हां.

अ, अ, खरं तर, अ, आजी अ, फक्त काय म्हणूयात, हरिपाठ वगैरे असतात ना, आपले, हं, अ, हरिपाठ असतं. हरिपाठाचं अ, वाचन करायचे रोज आजी सकाळी उठून. सेम आई पण हे करायची. पण तेव्हा मग कॅसेट प्लेयर आले होते, तर मग अ, हरिपाठ आमच्याकडे रोज कॅसेटवर लागायचं सकाळी-सकाळी. कॅसेट प्ले व्हायचं आणि सेम अ, आता मीही तेच करतो. अ, पण मग माझं असं असतं, की हरिपाठ पण आहे. मग आणखीन 1-2 मग प्लेलिस्ट असल्यामुळे ऑटो प्ले असल्यामुळे मग ते अ, 2-3 अजून त्यामध्ये अ, ॲड झाले आहेत, म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी, अ, किंवा रामनामाचा जप, 1, 2, 3 असे अ, मारुती स्तोत्र आहे, रामरक्षा आहे. असं अ, थोडेसे ॲड केलेले आहेत. पण जी पहिलं जे असतं, ते अ, हरिपाठ जे आहे आपलं अ, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आणि मग तेच मग आम्ही सुरुवात त्याच्यापासूनच असती.
हो, हो. हं, हं. ओ! अच्छा. हां, हां. हां. हं. हां, हां. वेगवेगळे. हां, हां. हं, हं. हं. त्याच्यापासून असते बरोबर.
हो. म्हणजे आजी आजी गा स्वतः अ, वाचायची सकाळी रोज. म्हणायचीचं वाचायची इन द सेन्स तिचा तोंडी पाठ होतं ते. ती करायची हां आणि आई मग आई पण तोंडी पाठच होतं. पण आई कॅसेट्स लावायला लागली आणि मग मी अ, तेव्हा सीडी प्लेयर होता. आता पीसीवरती प्लेलिस्टच करून ठेवलेली आहे. मग ती प्ले करतो आम्ही सकाळी-सकाळी.
हां, हां. अरे वाह! हं. हां, हां. जास्त सोपी पडते. हां, हां. बरोबर. खुश, म्हणजे बोलण्यातून जे आलेलं आहे आता ते पीसीवर प्ले होतं. हं. हां, हां. तर मग हं. हो. मग तुमच्या अशा लहानपणापासून ह्या सगळ्या भावना जुडलेल्या आहेत. मग अ, अ, तेव्हा तुम्ही असं स हे रोज करता. तर मग अ, काय तुम्हाला असं अ, जाणीव होते जसं असं म्हणतात ना, की कोणाकोणाला शांत वाटतं किंवा एक आपण त्या नात्याशी जोडलेलो असतो म्हणून ती आठवण असते. असं नेमकं तुम्हाला काय वाटतं?
अ, ज हां. आणि खूप अ पीसीवरती प्ले होतं. पण सेमच आहे ते. हां, हां. हो, हो. हं, हं.

का कुणास ठाऊक, पण म्हणजे मी मोबाईल हे आधीपासूनच सकाळी उठल्यावर मोबाईलला हातच लावत नाही. म्हणजे ती माझी का कुणास ठाऊक, पण नाही, ती सवय नाही आहे मला. आणि रात्री झोपतानाही मी अ, खरंतर बेडरूमच्या बाहेर ठेवतो मोबाईल. आणि मग त्यामुळे मग
अ, तसं म्हणजे तुम्ही असं ते ठरवून केलेलंय असं, की अ, आपण म्हणतो ना, की नाही, नाही, अ, दूर राहायचं फोनपासून, सोशल मीडियापासून, म्हणजे असं ठरवून केलंय, की असं नैसर्गिक होतंय? असं मला विचारायचंय. हो, अरे वाह! <chuckles>
हे नैसर्गिकच आहे, नैसर्गिकच आहे. कारण हे तर आत्ता, आत्ता सुरू झालं, की मोबाईलला बाहेर ठेवलं पाहिजे किंवा आपल्यापासून लांब ठेवलं पाहिजे. मी खरंतर सांगू का? मला खूप अ, जास्त मोबाईलवर बोलायला आवडत नाही, खरंतर. म्हणजे मग हां, तर मग मी काय करतो, ते सायलेंटवर करून ठेवतो. आणि ज्याचे पण कॉल आले असतील, उशिरा, रात्री म्हणा किंवा सकाळी खूप लवकर एखाद्याचा कॉल आला, तर मग मी साधारण जेव्हा अ, 8:00-9:00 वाजता मोबाईल हातात घेतो, तर मग तेव्हा मग ते कॉल करून मग सॉर्ट आउट करतो, जे काही असेल ते. पण तोपर्यंत नाही लावत मी हात. म्हणजे आधीपासूनच सवय नाही. म्हणजे अगदी हे अ, Android फोन नव्हते, आपले साधे अ, अगदी ब्लॅक अँड व्हाईट फोन नव्हते ना, Nokiaचे असायचे डबल वन डबल झिरो नावाचे असे की-पॅडचे, तेव्हापासूनच ती सवय आहे, की मी ते बाहेरच ठेवायचो हो. असं
हां, हां. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. नाही करत, हां, हां. हां, हां, हां, की-पॅडचे. हां, हां. हो, हो. अच्छा. मग अ, असं ही जी मायक्रो रिच्युअल्स आहे तुमचा, मग वेळेनुसार अ, अजून त्याच्यामध्ये काही, काही ॲड झालेले आहेत का रोजच्या ह्याच्यामध्ये?